हां. हं. हरवलं तर आपण खूप सारे असं मला वाटतं. अ, म्हणजे असं म्हणतात ना, जसं-जसं टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे अ, तसं-तसं आपण इमोशनली, भावनिकरीत्या दूर होत चाललो आहे आपल्याच लोकांपासनं. म्हणजे राहतो आपण एकाच घरामध्ये. प्रत्येकाकडं फोन आहेत. आपल्या आपल्या फोनवर काहीतरी करत बसतात नाही का. आणि मला वाटत नाही आजकाल टीव्हीही लोकं जास्त पाहतात. म्हणजे त्यांच्या फोनमध्येच जास्त पाहतात काय पाहायचं ते. आणि आधीच्या काळात कसं होतं बघा ना, कोणताही चित्रपट बघायला गेले तुम्ही सिनेमामध्ये किंवा घरीही चला घरचंच उदाहरण घेऊ, आपण टीव्हीबद्दल बोलतोय तर. तर रामायण, महाभारत किंवा कोणतेही सीरियल यायचे आधी अ, ड्रामॅटिक जे तुमच्या आई-वडिलांना आवडायचे नाही का पाहायचं. तर एकत्र पहायचो आपण बसून. आणि त्यामध्ये एखादा कॅरेक्टर असेल तर, ते आपण म्हणतात ना त्याचा स्वभाव जर घरच्यातल्या कोणाशी जुळत असेल तर, आपण त्याला चिडवायचो पण नाही का. बघ-बघ तुझ्यासारखाच आहे <chuckles> नाही का. आणि मी तर असंही पाहिले आजी-आजोबा जेव्हा अ, म्हणजे लहानपणी असताना पाहिले की रामायणामध्ये ते राम किंवा सीता जेव्हा यायचे ते हात जोडून उभं राहायचे त्यांच्यापुढे नाही का. म्हणजे त्यांना एवढं रिअलिस्टिक वाटायचं ते. हां. आणि एक भावनिक वातावरण तिथं निर्माण व्हायचं. कुटुंबाचं एक अ, वेगळीच मजा होती तेव्हा नाही का. त्या काळात असं मी म्हणेल. ह्याच गोष्टी आपण मिस केल्या आता जसं तुम्ही म्हणताय.
जसं की? हां, हां. हां, हो, हो. हो. हं, हं. हं. हं, हं. हो, हो. हं, हं. <chuckles> हं, हं. हो, हो. <chuckles> हो, हो. खरं वाटायचं. हं. हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. मग अ, अ, तुमच्याकडे असं काही आहे का, की अजूनही तुम्ही अ, टीव्ही बघतात? का तुमच्याही घरामध्ये म्हणजे प्रत्येकाकडे मोबाईल आहे तर ते सगळंच बदललेलं आहे?
माझ्या पर्सनल सांगायचं मी तसं एकटाच राहतो. अ, पण घरी जर असतो ना घरी अ, असंच वातावरण आहे माझ्या, की वेगवेगळे बघतात सर्व काही आणि खरं सांगू तर शेवटचा आम्ही केव्हा रिचार्ज मारला होता टीव्हीवर ते पण आम्हाला माहीत नाही टाटा स्कायचं. म्हणजे सगळ्यांच्या फोनवरच आहे. आणि आजकाल कसं ते म्हणतात ना की अ, मिरर करू शकतो आपण फोनमध्ये जे बघतोय ना, डायरेक्ट टीव्हीवर मिरर करून बघतो आम्ही. म्हणजे हां. <chuckles> ते गरजच उरली नाही ना, रिचार्ज मारायची सेपरेटली. तीनशे चारशे रुपये कोण मारणार? म्हणजे बघा मोबाईलमध्ये अ, घरात 4-5 मेंबर आहेत. प्रत्येकाचे ₹300-300 महिन्याला ते वेगळे झाले. मग टीव्हीवर वेगळं कोण मारणार? त्यापेक्षा असंच मग टेक्नॉलॉजीचाच वापर करा तुम्ही मिरर करून <chuckles> बघू शकता आणि हे पण असं म्हणता येईल ना, की एक पद्धतच बदलली आहे अ, ह्यामुळे पण एक स्ट्रीमिंगची.
हं, हं. ओह! अच्छा. <chuckles> हां, हां. हो, हो. टीव्ही बरोबर. हं, हं. हो. ते पण आहे. <chuckles> हं, हं. हां, हां.